नाही-नाही बरोबर आहे ना पण कसं आहे माहिती आहे का तुम्हाला मी सांगू का. हे गिल्ट येणं साहजिकच आहे. पण मला वाटतं ना की त्याला आपण जास्तच जरा महत्त्व देतोय. कारण आपण किती काम करतोय ना, ह्याच्यापेक्षा मला वाटतं ना की आपण कसं काम करतोय? याला जास्त महत्त्व आहे. काय आहे ना, की आपल्या भारतीय संस्कृती तर नाही म्हणू शकत हे आपण. पण आपलं जे वर्क कल्चर तयार झालं आहे ना, ह्याच्यामध्ये कामाचे तास मोजणे हा एक प्रकार असतो बघा. अ, ह्याच्यावर आपले निकष नाही येत ना की कोणी कमी वेळात जास्त काम केलंय किंवा कोणी कमी वेळात चांगलं काम केलं आहे. कदाचित जर ते निकष असता तर आरामाला कुठेतरी प्राधान्य मिळालं असतं असं मला वाटते. कारण का? आपण म्हणजे काय मशीन नाही आहे की सतत काम करत राहू किंवा आपल्याला त्यासाठी विचार करावा लागतं, काहीतरी क्रिएटिव्ह करावं लागतं आणि मग आपण जर अशा गोष्टी फक्त टाईम फिल करत राहिलो ना, तर त्याच्यातून कामाचे तास पूर्ण होतील. पण कामाचा दर्जा सुधारेल की नाही याबद्दल मला शंकाच वाटते. आणि तेच जर आपण एखादं काम थोडंसं नाही का, आराम वगैरे करत केला. आणि म्हणजे कसं ना 80-20 रूल जो आहे ना तो मला वाटतं इथं फार मार्गदर्शक ठरतो. की ऐंशी टक्के या 20% प्रयत्नांमुळे होतात ना. तर तुम्ही हां असं समजणं चुकीचं आहे की अ, सतत काम करत राहिले आणि खूप चांगले रिझल्ट येतात असं काही नाहीये. अगदी तुम्ही नाही का थोडं काम करून पण खूप चांगले रिझल्ट्स मिळवू शकता. तर एक म्हणजे नाही का एक मूलभूत हे आपलं विचारसरणीमध्येच हा फरक आहे. अ, की आपण खूप नाही का? काम केलं तरच चांगलं यश मिळतं असं काही नाही आहे तर अ, आपल्याला
<coughs> हो ना. हो ना. हो ना. हो ना. फार-फार महत्वाचा परिणाम. नक्कीच, नक्कीच. अगदी नाही आहे. बरोबर आहे.
कमी एफर्टमध्ये किंवा कमी हं, हं.
तर आता हो. हां, तर आता होतं कसं हे बघा हे आपण ऑफिसबद्दल बोलतोय. आता ऑफिसमधल्या काही अपेक्षा असतात आपल्याकडनं नाही का? लोकांच्या, ऑफिसच्या. पण आता घरी जेव्हा आपण बघतो, तेव्हा घरी तुम्ही कसं हं अ, म्हणजे आता घरी आपण बघतो आपले आई-वडील आहेत. तर तेही थकलेले असतात, ते म्हातारे असतात. तरीही ते नाही का घरचं काम वगैरे काही करायचा प्रयत्न करत असला, तर तेव्हा तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
अच्छा. हम्म बरोबर आहे. हां, हां, हां. हां. हं. हो ना, हो ना. हो, हो. हं, हं. अं, नाही त्यांना तर आपण कसं माहिती आहे का, की त्यांना तर आपण अ, <clears throat> आरामच सल्ला दिला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगू का माझे आजोबा आहेत ओके तर ते आजोबा आहेत ना तर 85 वर्षाचे आहेत.
हं. अरे, वाह!
आणि ते

हं, हं, हं. नाही म्हणजे ते तुमचा मुद्दा बरोबर आहे पण अ, कसं आहे ना <chuckles> ते लाज वाटणं जो मुळात मुद्दा आहे ना, तर तो का वाटते आपल्याला लाज म्हणजे? जर आपण एखादं काही नाही का असं काहीतरी काम करतो, म्हणजे दुसऱ्याला फसवणूक करतोय. तर त्यात लाज वाटली पाहिजे ना? आपल्या शरीराला जर आपण विश्रांती देतोय त्यासाठी लाज का वाटली पाहिजे मुळात मुद्दा? आणि आराम करणं म्हणजे याचा अर्थ असा नाही की दुपारी ढाराढूर झोपणं 4 तास. त्याला आराम नाही म्हणत ना. एखादा पॉवर नॅप 15 मिनटाचं तो पण आरामाचाच भाग आहे आणि कसं आहे ना आपण आजकालच्या या स्मार्ट जमान्यात राहतो, स्मार्टफोन वापरतो, एआय वापरतो. तर आराम करण्याच्या पण अशा काही पद्धती आहेत ना की ज्या तुम्हाला कमी ह्याच्यात ताजं-तवानं करतात. तर त्या शोधून त्या करण्याला जास्त महत्व आहे. नाहीतर तुम्ही 4 तास झोपताय ह्याला आराम नाही. ह्याला आळसच म्हणतात ना. पण पॉवर नॅप जर तुम्ही घेतलाय 20 मिनिटाचा तर त्याला कोणी तुम्हाला अडवणार नाही आहे. तर तो तुम्ही करा. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की दिवसा झोपा. <chuckles> त्याला आराम नाही म्हणू शकत आपण.
हं. हो ना. नक्की. त्याला झोपणं म्हणतात. अगदीच. आळस म्हणतात मग ते. हो ना. अगदीच. नाही, नाही, नाही, नाही. तर आजकाल टेक्नॉलॉजी असते बघा. म्हणजे नाही का आपल्याकडे स्मार्ट वॉच असतो. त्याच्यावरून आपला श्वास कसा चालू आहे ते आपल्याला कळतं किंवा आपले छातीचे ठोके कळतात. आपला म्हणजे शरीराचं तापमान कळतं. तर या सगळ्या गोष्टी वापरून सुद्धा आपण ठरवू शकतो का? कारण कधी-कधी आपल्याला समजतच नाही हो, की आपल्या शरीराला आयुष्याची म्हणजे आरामाची गरज आहे. तर असे कुठले ॲप किंवा अशा कुठल्या गोष्टी आपल्याला वापरता येतात का? म्हणजे असं ठरवायला की आपल्याला आराम केला पाहिजे?
हं. हो, हो. हो, हो, हो. हां. हां. हां. अगदी, अगदी, अगदी. हां, हां. हो. ॲप तर आहेत बरं का. ॲप आहेत ना. खूप ॲप आहेत. त्याच्यामध्ये आपलं मूड बघून ते सांगतात की तुम्हाला असं-असं आहे. पण अ, कसं आहे ना मला त्या ॲपचा थोडा धोकाच वाटतो. का माहीत आहे का? कारण ते ॲप ते फ्री नसतात. ते प्रीमियम असतात. म्हणजे फ्री, सुरवातीला फ्री नंतर त्यांचं काहीतरी बॅकअँडला प्रीमियम असतं. मग ज्यावेळेला आपण त्यांना सांगतो ना तर आपल्याला एकदम ते असं नाही का अ, हे वाटतं, <chuckles> अट्रॅक्टिव्ह वाटतं. तुम्हाला फोकस पाहिजे का? आपण म्हणतो लगेच येस. तुम्हाला नेहमी फ्रेश वाटलं पाहिजेल का? आपण म्हणतो येस. तुम्हाला तुमचं क्वालिटी ऑफ स्लीप वाढवायची का? येस. मग असं सगळं येस म्हणतो आणि मग आपण म्हणतो आणि नंतर ते सांगतात की आता ट्रायल घ्या आणि नंतर तुम्हाला असं-असं पैसे द्यावे लागतील. तर मग कसं आहे ना की वाटतं ना, की हे ॲप्स तर आहेत पण आपल्याकडे एआय जे आहे ना तर ते बेटर आहे मला असं वाटतं, की एआयला काही आता तरी पैसे घेत नाहीयेत. आणि काय आहे ना शेवटी प्रॅक्टिस हां ते आपला भाग आहे ना प्रॅक्टिस करणं हे आपल्यावरती आहे. त्यांनी जरी ॲप बनवले तरी ते ओपन करून प्रॅक्टिस करणं हे आपल्यालाच करायचं आहे. ते तर नाही करणार आहे आपल्यासाठी.
हो ना. हं. अरे वाह! का म्हणून? अच्छा. हो ना. हो ना. <chuckles> येस. हो ना. नक्कीच. हं. ते जरा वाईट आहे. हं. हं. सध्या तरी घेत नाही. बरोबर आहे. नक्कीच. नक्कीच. तर आता जा एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल? की ज्यांना असं वाटतं की त्यांना नाही का थोडा आराम करायचा, थोडा विचार करायला वेळ हवा असतो धावपळीच्या आयुष्यात, काय सल्ला दिल द्याल?
हं, हं. हां, हां. हो, हो, हो. हं, हं.

हो, हो निश्चितच म्हणजे खरं सांगू का, की विशेष करून आहे ना आपल्याला लहानपणापासून एक सांगितलेलं असतं की "आराम हराम है." किंवा "आळसा हा माणसाचा शत्रू आहे." आणि कसं आहे ना अ, तर ते सांगितलेलं असतं की आळस म्हणजे प्रत्येक गोष्टीत आळस करू नये. पण कसं तेवढा मतितार्थ आपल्याला त्यावेळेला कळत नसतो. आणि कुठेतरी ते आपल्या अ, जे म्हणतो ना आपण अंतर्मनात सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिट झालेलं असतं. हे आळस नाही करायचं आणि जो असा आळस वगैरे करतो तर अ, तो व्यक्ती जरा थोडासा आळशी आहे. किंवा त्याला जे आपण म्हणतो ना दोषी वाटते किंवा गिल्ट यायला लागते की कधीतरी आपल्याला तरी थकवा येतो म्हणून जरी आपण थोडं पाठ टेकवली तरी आपल्याला स्वतःची तरी येते किंवा अगदी स्वतःचे नाही आले तरी कोणीतरी बोलतं आणि आई-वडील तर ह्यांना ते पसंत पडत नाही एक्चुअली. पण मी तुम्हाला खरं सांगू का, की अ, हे नॅचरल आहे म्हणजे जर आपल्याला थकवा आला तर आपल्या शरीराला विश्रांतीच हवी आहे ना, तर मग ते विश्रांती घेण्याचा शरीर तर प्रयत्न करणार आहे आणि अगदी मानसिक थकवा जरी आला, तरी विश्रांतीनीचं शिवाय ते फ्रेश कसं होणार म्हणून मला असं वाटतं ना की आराम करणं ह्याच्यात दोषी वाटण्यासारखं काही नाहीये. पण मग तुम्ही जर फक्त आरामच करत राहिलात तर ते कुठेतरी चुकीचं आहे. आराम करून तुम्ही जर परत कामावरती रुजू झाले तर काहीच अर हरकत नसावी.
हो ना. हो ना. अगदी ब नक्कीच. हो ना. हं, हं. तर काळजीचा विषय आहे. हो ना. कारण कसं असतं ऑफिस म्हटलं <smacks lips> म्हणजे आता काम भरपूर असतं तिथे. तर आपण जरी असा आराम केला किंवा नाही का असं शांत बसलो तर कुठे ना कुठे जर आपल्या कामावर त्याचा परिणाम झाला नाही तर मला नाही वाटत, की नाही का ऑफिसमधल्या लोकांनाही असं काही त्रास व्हावा वगैरे त्या गोष्टीचा तर ही जाण माणसाने नक्की ठेवावी. तर आता हे बघा आता कधी-कधी ऑफिसमध्ये अ, कामाचा ताण खूप असतो. आधी म्हणजे जी लोकं बँकेत काम करतात त्यांना यिअर एंडिंग म्हणा किंवा अशा काही ठिकाणी खूप काम असतं.
हां. हो ना हो ना. हां. हां, हं. हो, हो बरोबर टाकते. हं. हो. हं, हं. हो ना, हो ना. हो, हो यिअर एंडिंग असतं.
तर तेव्हा तुम्ही किती जरी ते काम केलं तरी ते पूर्ण होत नाही. तर अशा वेळेला कुठला दबाव येतो का ऑफिसवरन अरे खूप काम आहे यार झोपू नको यार घरी जाऊन झोप असं म्हणजे काही होतं?
हो ना हो. हो, हो. हो, हो, हो.